<chuckles> अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्हाला एखादी मूव्ही किंवा काही पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं की असं असलं तर खूप छान असतं, असं तुमचा विचार होता. अ
हो, हो. हं, हं. अगदी सगळंच आणि म्हणजे मी म्हणेल मॅक्सिमम म्हणजे नाइन्टी पर्सेंट तरी. असं नाहीये की ते एकच बघितलंय. <chuckles> अ, असं म्हणतात ना, की
तर तुम्हाला हं, हं. म्हणजे कोणतं आहे? म्हणजे कोणत्या पण पिक्चरम म्हणजे कोणत्याही पिक्चरनी किंवा सिरीजनी तुम्हाला ओढून घ्यावं असच आहे ते.
हां, म्हणजे आता कसं आहे बघा हां, कारण की मी तसे बघते ना. म्हणजे आता कसं असतं बघा अल्गोरिदम असतं. जे मी चॉइस करणार म्हणजे उदाहरणार्थ Netflix आहे, हॉटस्टार आहे. मी जे अ, पहिलं बघणार ते मला तश्याच प्रकारचे दाखवणार, बरोबर. अ, आणि अ, असतं ना असं आपण जर लाइक केलं, हे केलं, तर मग ते पुन्हा त्याच अ, प्रकारचा आपल्याला कंटेंट दाखवतात. हां, मग ते कसं असतं, ते अगदी अ, सिक्वेन्समध्ये चालतं मग हा संपला की तो, तो मग ते तश्याच प्रकारचं असतं. त्यामुळे ते सगळंच आवडतं असं मला सांगायचं होतं.
हं. हं. हो, हो. हं, हं. हो, हो. अगदीच. हं. तर घटनाला दाखवतात. मग ते हं, हं. <laughs> हां. म्हणजे एकदा रेल्वे चालू झाली का म्हणजे ती चालूच राहते अशातला भाग आहे. आणि त्याचप्रकारे तुम्हाला ते दाखवत राहतं आणि तुम्ही त्याच्यात नुसतं पाहत असता आणि तुम्हाला वाटतं, की असं जग किंवा असं माझ्यासोबत व्हावं किंवा मला असं वाटतं, की मी याच्यामधलीच एखादा कॅरेक्टर आहे का <chuckles> असं काही आहे का?
हां, हो. हं. की नाही त्या विश्वात निघून जावं नाही त्या विश्वात निघून जावं, की हे इतकं छान आहे ना, मग मी त्या कल्पना ते आपण म्हणतो ना की अरे! मी तिथे असती तर, म्हणजे त्या याच्यामध्ये असती तर इथे नाही पाहिजे असं.
अच्छा. अच्छा, अच्छा. हं, हं.

अच्छा, अ, कसं असतं ना, अ, म्हणजे असं मी माझ्या अनुभवावरून सांगेल, की अ, ती परिस्थिती असते म्हणजे, अ, आता समजून घ्या अ, नोकरीमध्ये काय चाललेलं आहे, तिथे खूप त्रासाचं चाललेलं आहे आणि समजा मी जर ट्रॅव्हलिंगमध्ये आहे आणि मी ते बघते फोनवर, तर मग अ, ती सिच्युएशन असते. तर मग असं वाटतं, की अ, समजा, आता त्याच्यामध्ये जर काही जॉबचं दाखवतायेत. तिथे काही चांगलं दाखवतायेत, तर मग असं वाटतं, की काय माझा जॉब आहे ना, कसा आहे, कसे माझे बॉस आहेत किंवा कसे कलीग आहे किंवा कशी सीनियर्स आहे असं होतं. ह्याच्यात किती छान आहे ना असं पाहिजे. असं माझ्या आयुष्यात पाहिजे नाहीतर मी त्या विश्वात पाहिजे असं वाटत असतं.
हं, हं. हं, हं, हं, हं. हो, हो. हो, अगदी. हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. बरोबर. हो. अगदी, अगदी.
कधी-कधी कसं होतं, की समजा
तर म्हणजे नेहमी आपल्याला वाटतं, की बदल पाहिजेत नेहमी. हं, हं.
हां. हां, आणि हेच जर जेव्हा मी असं अ, अ, कुटुंबामध्ये असेल, काही सणवार असेल, काही इव्हेंट असेल आणि असं जर काही छान चाललेलं असेल. तर मग तेव्हा नाही वाटत असं काही, की न अ, म्हणजे एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे आणि तरीपण कोणत्यातरी कल्पना विश्वात जायचं, तर असं नाही होत माझ्यासोबत. मग मी अ, म्हणजे मग असं वाटतं, नाही हे छान आहे. आपण अ, म्हणजे आपलं खूप छान आहे. आपल्याला राहिलेलं बरं हां, असं. तर ती एक मानसिकता असते.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. <chuckles> म्हणजे <chuckles> इथचं राहिलेलं बरं आहे. <chuckles> म्हणजे तुम्ही सुखाचा शोधच घेता फक्त. दुःखाच्या वेळेस तुम्हाला म्हणजे दुःख जरा असलं जिथं दुःख असतं तिथून तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करता, पण जिथं सुख असलं तिथे थांबण्याचा प्रयत्न करता. हेच आहे तुमचं कल्पनातील विश्व मला असं वाटतं आहे. तर त्या कल्पनातील जगात तुम्ही काय शोधता बरं नेमकं काय, कधी-कधी म्हणजे तुमचं लाईफमध्ये. मला तर असं वाटतं, की तुम्ही हेच शोधत असणार, की आत्ताची लाईफ जर स्ट्रेसफुल असली, तर तिथं शांती शोधणार असंच काही आहे का?
हं, हं. हं, हं, हं हो. अ, हो, हो. हो, हो.